बरोबर.
इंजिनिअरिंग जरी चांगल्या कॉलेजमध्ये करायचं म्हटलं, तरी त्याचा पण 10 एक लाख खर्च होतो. तर आम्ही काय थ केलंय, की आम्ही एक एल-आय-सीची योजनाच घेतली आहे, आमच्या मुलाच्या नावावर. ज्याच्यात आम्ही दर म्हणजे तो पण आमचा एक अनिवार्य खर्च झालाय आता, की आम्ही दर महिन्याला आमच्या मुलाच्या नावावर पैसे टाकतो. त्याचं व्याज जुळत राहतं, जुळत राहतं आणि माझा मुलगा 25 वर्षाचा होईल तेव्हा त्याच्या हातात एक बरीच मोठी रक्कम येईल. तर ती आम्ही तशी तडजोड केली आहे.
बरोबर. ओके. हं, हं. अन तुम्हाला काय वाटतं एल-आय-सी आणि एस-आय-पी आणि हे म्युच्युअल फंड ह्या जर आता 3 गोष्टी आहेत तुमच्यापुढे, अन् तुम्ही मला सांगत आहे जसं एल-आय-सी केली. तर कुठली बेटर वाटतं तुम्हाला, की कुठे आपल्याला अ, रिटर्न जास्त येणार असं तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं?
हो.